हो, हो. नक्कीच झालं. अ, जा काळ, काळ तर पुढं चालतच होता. आणि मग अ, अ, रोलच्या कॅमेऱ्यांची जागा ही डिजिटल कॅमेऱ्यांनी घेतली. म्हणजे त्यामध्ये आपण आता अ, कार्ड टाकायचो एसडी कार्ड, चीप टाकायचो आणि रोलची जागा त्याने घेतली. आणि मग काळ बदलला होता. ते डेव्हलपिंगचे प्रोसेस पण बंद झाली. मग मलाही थोडंसं अ, कॅमेरामध्ये बदल करणं फार गरजेचं होतं. पण मग आर्थिक परिस्थिती अशी नव्हती, की गेलो दुकानात आणि लगेच जसं आपण किराणा घेतो तसं पटकन कॅमेरा घेऊन येऊ, असं नव्हतं. तर मला डिजिटल कॅमेरा घेताना थोडंसं मेहनत करावी लागली. कारण तोपर्यंत मी येऊन कॉलेजला येऊन पोहोचलेलो होतो. तर मग मी एक अ, वडिलांना सांगितलं असं-असं आहे. तर वडिलांनी मग सांगितलं, की आता तुझं शिक्षण चालू आहे. तर त्यामुळे कॅमेरा घेणं काय आपल्याला परवडणारं नाही. तर मग मी एक अ, सुरू केलं मग. मी एक काम केलं. मी एक कॉलेज, माझं 9:00 वाजता असायचं. मग मी सकाळचा जो वेळ असतो, त्यामध्ये पेपर टाकण्याचं काम सुरू केलं मग मी.
नक्कीच. बरोबर. हं. हो ना. बरोबर. हो ना. मग काय केलं? हं. अरे वाह! छान.
हो, हो. मग पेपर टाकण्याचं काम सुरू केलं आणि ते पेपर मग अ, टाकता, टाकता अ, अ, पैसे जमा करायचे ते. असे माझ्याकडे अ, जवळ-जवळ मी एक अ, 1.5 वर्ष मग ते तसं केलं. 12वी च्या वर्षापर्यंत आलो आणि एक चांगली रक्कम माझ्याकडे जमा झाली, वीस पंचवीस हजार रुपये.
हो. म्हणजे तुम्ही ते खास डिजिटल कॅमेरा मिळवण्यासाठी तुम्ही हा जॉब केला. अरे वाह! किती छान म्हणजे किती मोठा पॅशन, शोक होता तुमचा. मग काय हो?
हो, हो, हो. अट्टाहास केला होता. हां. आणि मग मी अ, ₹20,000-₹25,000 अ, जमा केलेत पण तो कॅमेरा तसा एक अ, 35,000-40,000 जाणार होता. मग वडिलांना सांगितलं आहे, की "एवढे, एवढे मी जमा केले आहेत." तर मग ते अ, बघितल्यानंतर वडिलांनाही फार आनंद झाला, की अरे हा म्हणजे सिरियसली त्याला या गोष्टी हव्या आहेत. मग
हो. हो. मी आता तुम्हाला तेच विचारणार होती बरं का. जेव्हा तुम्ही हे काम करत होते पेपर टाकायचं सकाळी, तेव्हा तुमचं शिक्षण पण चालू होतं. तर शिक्षणामध्ये काही फरक तर पडला नाही ना तुमच्या ह्या कामामुळे?
हां, हां. हं, हं. हो, हो. शिक्षण चालूच होतं. हं. नाही, नाही. शिक्षणामुळे नाही फरक पडला. कारण अ, 7:00 ते 8:00, 9:00 पर्यंत मी ते काम करायचो. 9:00 वाजता मी कॉलेजला जायचो. कॉलेजहून आलो, की मग उर्वरित अभ्यास आणि संध्याकाळी अ, फोटोग्रा ग्राफी संदर्भातले पुस्तकं वाचणे. तेव्हा मासिकांमध्ये ते सगळं असं लिहून यायचं. म्हणजे थोडासा शोध घेतला का आपल्याला ते सापडायचं. तर मग ते त्याचं वाचन करणं, मग कॅमेरा आल्यानंतर मी असं करेल, असं करेल अशी स्वप्न रंगवत बसणं. असं माझं ते एक काम करा काम असायचं माझं ते.
हो. हो ना. हं, हं. किती छान हो.

ते बघा ना, असे आता राहतात ना, असे पुसट, पुसट पण काहीतरी फोटो असे राहतात, मग एकदम अ, छान असे दिसतात पण. मग तुमचे तसे झाले नव्हते का ते पुसट वगैरे असे काही. व्यवस्थित आले होते सगळे?
हं, हं. हं, हं. हं. नाही माझे अ, हो, हो, हो. योगायोग होता की तो हो, <chuckles> छान आले ते फोटोग्राफ्स. छान. अगदी अ, लहान वयात म्हणजे ते मला ते अ, असं म्हणूयात की ती देवाचीच अ, कृपा होती. ते गॉड गिफ्ट होतं ते मला आणि मग ते मी पुढे कॅरी फॉरवर्ड केलं मग ते.
अरे वाह! मस्त, मस्त. <laughs> <chuckles> खरंच, खरंच. मग ते फोटो बघून अ, तुमचे मित्र वगैरे, तुमचे नातेसंबंधी काय बोलले का मग तुमचे?
हां, हां, नातेवाईक मग असं करायला लागले की घरी जे आपलं अ, वाढदिवसाचा कार्यक्रम असतो, डोहाळे जेवण आहे, चला मग. मग फोटोग्राफ्स काढ असं व्हायचं मग. तो कॅमेरा जोपर्यंत रोलचा होता, तोपर्यंत मी छान अ, फोटोग्राफ्स काढायचो मग त्यावर.
हो. बरोबर. किती छान ना, म्हणजे तुम्ही ते फोटो काढायचे आणि एक अ, तऱ्हेने तुमचा तो शौक पण पूर्ण झाला आणि तुम्ही छान फोटो काढत होते हं. कारण तसे येत नाही पहिल्याच वेळेस. काहीतरी वे वा वेकडं तिकडं असं वाकडं तिकडच येऊन जात ते, नाही का.
हां. हो, हो. हो, हो. हो, हो. हो, हो, येत नाही पण अ, हो, हो, हो, करेक्ट, करेक्ट आहे. ब्लर येतात, हलतात फोटो. असं होतं. पण माझं लक चांगलं होतं. गॉड गिफ्ट होतं. मग ते छान आलेत फोटो. येस. हं, हं.
किती छान ना. हो ना. नक्कीच, देवाच्या कृपेने ते छान आले. आणि खरंच, अभिनंदन. मस्त झालं तुमचं ते. मग बघा ना, आता आपलं रोजचं जीवन येत राहतं नाही का, दैनंदिन जीवनामध्ये आणि नातेसंबंध म्हणजे आपले घरचे नाते म्हणा किंवा मित्र मंडळी म्हणा असे, मग त्या नात्यांमध्ये या शौकामुळे काही बदल झाला का तुमची, अ, उदाहरणार्थ, वेळापत्रक म्हणा, ऊर्जा म्हणा, प्राथमिक अ, बदल म्हणा, असं काही झालं?
थँक यू, थँक यू. हं. हं. हं. हं, हं. हं. हो, हो, नक्कीच.